आलेत, खरंय, खरंय, अगदी खरं आहे. पण अ, बघा ना, असं कधी-कधी होतं की काही इन्स्टिंटेस असे असतात की ज्याच्यामुळे आपला आवाज लागत नाही किंवा असं म्हणतात ना, आपण त्याला कणसूर लागतो बघा कधीतरी, तर मग अशा वेळेला रेकॉर्डिंग अ, सोपं वाटतं का तुम्हाला, की जिकडे आवाज ट्यून करता येतो किंवा आपण जर बेसुरे कुठे झालो असू, तर ते सुरात आणता येतं. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
हो. म्हणजे रेकॉर्डिंग स्टुडिओ तर अ, खूपच गरजेचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे कारण जर का आम्हाला आमची गाणी विकायची असेल, सीडीजमध्ये अल्बम एखादा रेकॉर्ड करायचा असेल, तर तो अल्बम म्हणजे क्रिस्टल क्लिअर त्याची क्वालिटी हवी, एकदम साफ. त्याच्यात काहीही 1% पण चुका येता कामा नये कारण काय आहे, की लोकं पैसे देऊन ते अल्बम विकत घेणार किंवा ते गाणं डाउनलोड करणार आणि ते कोणत्या परिस्थितीत ते ऐकतात, या ट्रॅफिकमध्ये, घरी, कशावर. तर तेव्हा जर का त्याच्यात आम्ही बरोबर नाही गायलं किंवा काही सूर वर खाली झाले, तर ते ऐकणाऱ्याला आवडणार नाही. ते प्रोफेशनल नाही वाटत.
हां. हां. हं. हम्म. बरोबर. येणार. हं. हं. हं. हां. हं. हं, खरंय. हं.